आणि त्याच्याने आपले कम्युनिकेशन स्किलही चांगले होतात. म्हणून आपण बोललं पाहिजे आणि आत्ता आजकाल आपण बघत असणार, की आपले जे अ, आजी-आजोबा आहेत यांच्याकडेही स्मार्टफोन आहेत. तर ते त्याच्यातच खूप रमलेले आहेत. कारण की त्यांना त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी काही वेगळी टेक्नॉलॉजी बघितली. ते बटनावाल्या मोबाईलवरती होते आणि आता ते स्क्रीनटच मोबाईल आणि एवढे सोशल मीडिया ॲप्स आल्यामुळे, हे तर खूप म्हणजे त्याच्यात रमलेले असतात. माझे स्वतःचे आजोबा हे म्हणजे YouTubeवरती बातम्या बघत राहतील मोबाईलमध्ये.
हो ना. बरोबर. हं, हं. हो. हं. बरोबर. <chuckles> अरे वाह! अरे वाह! छान तुम्ही त्यांना शिकवलत म्हणजे डिजिटल साक्षरता दिली आहे त्यांना. नक्कीच पण हं, हं. अरे वाह! खूपच छान. काय बोलताय? एकंदरीत म्हणजे मस्त. त्यांनी जो अपडेट आहे तो स्वीकारला आहे या जनरेशनचा हे म्हणायला काही हरकत नाही.
किंवा मग ते हो. हो आणि ते आता ऑनलाईन पेमेंट ही करायला लागले. हो. हो ते ते मला सातत्याने सांगत असतात, की जसं परिवर्तन होतं ना त्या पद्धतीने आपल्याला आपल्याला बद आपण बदललं पाहिजे. नाहीतर आपण खूप मागे पडून जाणार.
हं. हं. नक्कीच बदलायलाच बरोबर-बरोबर. मागे राहू. खरचं हे महत्वाचं आहे. कारण का बदल हा नियतीचा न न नियमच आहे एकंदरीत. पण मग कधी-कधी असं असतं, ना की काही लोकं बघा त्या फोनवरच असतात आणि त्याच्यावर इतके ते म्हणू शकतो की इतके ते घुसलेले असतात की समोरच्या माणसाला काय आजारी पडलाय किंवा काय आणि त्यांना कसं असतं की कोण अ, त्यांचं रूटीन असतं एकंदरीत की अरे रोज रील्स बघायच्या, रोज काहीतरी करायचं आणि मग कोण आजारी पडलं किंवा काही काम असेल तर त्यांना त्रास होतो. कंटाळा येतो त्या लोकांना एकंदरीत. म्हणजे नाय मला काम आहे. काम तर काहीच नसतं कंटाळा येतो. आणि मग कधी-कधी जे मुलं असतात ते पण मोबाईलवर असतात आणि त्यांच्या आईबद्दल त्यांना दया-मायाच येत नाही, की आई आपली काम करतीये किंवा आपली बायको काहीतरी काम करते. तरी देखील त्यांना त्या फोनच महत्वाचा असतो, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल?
हो. हं. बरोबर. बरोबर-बरोबर. हं. नक्कीच. हं, अ हं, हं, हं, हं.